पास व्हायचं असेल लगेच तर पॉझिटिव्ह आहे. <chuckles> म्हणजे <chuckles> अभ्यासच नाही केला आहे, <chuckles> पूर्ण महिनाभर उड्या मारल्या आहेत. तर आणि उद्या पास व्हायचं आहे आणि याच्यावर आपली होल लाईफ डिपेंड आहे. म्हणजे समजा शेवटचा डिग्रीचा पेपर. आता अभ्यास करावाच लागेल ना कारण खूप गोष्टी असतात. तेव्हा नोकरी सुरू असते आपली. आपल्याला जॉब प्लेसमेंट बघायच्या असतात, बाकीच्या गोष्टी असतात. इमोशनल स्ट्रेस असतो कारण सगळं संपलेलं असतं. तेव्हा ChatGPT यूज करणं किंवा खूप मोठा काहीतरी झालं लाईफमध्ये आणि आता काहीच उपयोग नाही आहे. अस बाकी सगळं पुस्तकं बघून, ChatGPT यूज करा आणि सहज पास होऊन जातो. पासिंगपुरता मार्क्स भेटतो. ChatGPT व किंवा कोणताही टूल यूज करून. पण जर का आपल्याला लाईफमध्ये खूप काहीतरी चांगलं आणि मोठं आणि इम्पॅक्टफुल करायचं आहे तर आपल्याला खूप जास्त महत्वाचं आहे, की आपल्याला त्या स्किल्समध्ये मास्टरी आली पाहिजे किंवा अ, कारण ही गोष्ट आहे ना, खूप लॅक करते आणि आपण बोलतो, की जॉब मार्केट खूप बेकार आहे. आता स्किल्सच नसेल तर ऑफकोर्स कोणीही दोष देईल ना, जॉब मार्केट बेकार आहे. पण जॉब तर खूप अवेलेबल आहेत. तुमच्याकडे फक्त स्किल्स असले पाहिजेत. तर एका गोष्टीमध्ये डीप जाणं, जे आता ChatGPT नव्हतं ना तेव्हा आपण काय करायचो, खूप सारी मोठी-मोठी पुस्तकं घ्यायचो. त्याचं सगळं वाचायचो, थेन नोट्स काढायचो. म्हणजे आपल्याला सवय होती, की समराइज करायच्या गोष्टी. तर खूप मुलं करतात ही गोष्टी. तुम्ही टॉपर लोकांकडे बघितलात ना, तर खूप कमी लोकं ChatGPT जास्त जास्त यूज करतात आणि जे रेफरन्स बुक्स आहेत ना, त्याचा अ, खूप जास्त यूज करतात आणि ChatGPTचा कमी यूज करतात. कारण कसं आहे तुम्ही एका तासा आधी शिकलेली गोष्ट आणि तुम्ही 10 दिवस एक गोष्ट रिपीटेड-रिपीटेड शिकताय. खूप जास्त इम्पॅक्ट त्या 10 दिवसाचं होईल ना, की ती गोष्ट तुमच्या अ, डोक्यामध्ये लाईफ टाईम पर्यंत स्टोअर राहील.
<chuckles> हो. हं. बरोबर. हं. बरोबर, हं. हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. बरोबर, बरोबर. हं. हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हं. हं. हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. नक्क नक्कीच, नक्कीच. तर अ, आता हे डिजिटल जे शिक्षण आता चाललेलं आहे, याच्यामध्ये पालक, त्याच्यानंतर शिक्षक आणि आपले जे गव्हर्नमेंट आहे, शासन, याची भूमिका काय असणे गरजेचं आहे?

नक्कीच, नक्कीच, म्हणजे ते आपणच अ, असं वाटतं की ते काहीतरी एक अ, वेगळ्याच प्रकारचं प्रेझेंटेशनच चालू आहे आणि त्याच्यामध्ये पहिले आपल्याला जसं शिकवलं जायचं, की एक एक फॉर्म्युला लिहून दाखवला जायचा, तर तो आता डिजिटली दाखवला जातो. तुम्ही वाचून घ्या, असं शिक्षण झालेलं आहे. म्हणून मुलं कनेक्ट नाही करू शकत आहे, तर मग याच्यात काय चेंज आणला पाहिजे की मुलं कनेक्ट करू शकतील?
हो. हो, हो. मला वाटतं पर्सनलाईज लर्निंग म्हणजे तुम्हाला माहिती असेल खूप सारे ॲप्स मुलं बनवतात पर्सनलाइज्ड लर्निंगसाठी. तर ती एक गोष्ट जी असेल ना, ती खूप जास्त महत्त्वाची आहे आत्ताच्या युगामध्ये करणं. कारण पर्सनलाईज्ड लर्निंगमुळे काय होईल, ती लोकांना ते लोकं एक वेगवेगळा सिलेबस काढतील. त्या मुलांसाठी ज्यांना गोष्टी समजत नाही आहेत. प्रत्येक मुलं आपापल्या फ़ेजनुसार आपल्याला गोष्टी जेवढ्या जमत आहेत, तेवढ्या करू शकतील. जी लोकं खूप स्पीडने जात आहेत, ते खूप स्पीडने जाऊ शकतील आणि त्यामुळे काय होईल ना, की त्यांना समजेल की ठीक आहे, आपण आता इथे स्टँड करतोय विदाऊट अ, म्हणजे जास्त ताण न घेता, बिकॉज पर्सनलाइज्ड लर्निंगमध्ये क्विजेस असतात. अ, म्हणजे परीक्षा होते लगेच, लगेच परीक्षा होते. तुम्ही एक व्हिडिओ बघितला, एखादी कन्सेप्ट बघितली आणि लगेच परीक्षा झाली. म्हणजे इव्हॅल्युएशन एवढं क्वीक झालं आहे ना, की त्यांना खूप चांगलं झालं आहे, पण त्याच्यासोबत पण त्यांना आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तसं जास्त यूज नाही झाला पाहिजे. ओव्हर यूज नाही झाला पाहिजे. बिकॉज डिजिटल स्क्रीन आणि स्क्रीन टाईमचा आपल्या डोळ्यांवरती पण खूप जास्त इफेक्ट होत असतो.
हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हं, हं, हं. बरोबर. हं. नक्कीच, नक्कीच. हो. हं.